अच्छा!
हां. आम्ही जर काही कॉमेडी चालू असली ना, तर त्यांचं काही वेगळच चालू असतं त्या ग्रुपमध्ये.
हं. ओह!
हां. आम्ही काही वेगळं बोलत आहोत, ते काही वेगळं बोलून राहिले, म्हणजे ते सीरियस असतात नेहमी.
हं. मग?
जसं आमचं म्हणजे ते त्यांच्या पोस्टपण एकदम असं सुविचार वाले राहतील, की असं नको करा, तसं नको कराच. झाडांच्या बद्द म्हणजे त्यांच्या पोस्ट चांगल्याच असतात. पण हां, हां. ते म्हणतात ना एव्हरी ग्रुप? <chuckles> हां. बस, बस, बस तसा टाइप तसा असल्यास टाइपचे आहे ते. तर अ, त्यांच्यामुळे थोडसं प्रॉब्लेम होते तिथे, की आम्ही जर अ, बोलता, बोलता आमचे इमोजीस चालले जातात. तर हे सगळं काय गोंधळ करून राहिले तुम्ही? आहे की नाही?
ओह! हं. म्हणजे तो एक अंकल असतो ना ग्रुपमध्ये तो. हो ना. <chuckles> हॅज दॅट वन पर्सन. <chuckles> हां. हम्म. अच्छा. हां. हम्म. हो ना.
पण तसं पाहिलं तर ग्रुपमध्ये जास्तीत जास्त जे, आपले काका लोक आहे किंवा मामा लोक आहे, जे फॅमिली मेंबर्स आहेत. ते जास्तीत जास्त ॲग्री करणारे, इमोजीस सेंड करतात. जसं की थंब्स अप झालं. ठीक आहे हां, की 4ही बोटं बंद असते आणि अंगुठा वरती असतो त्यामध्ये. तर त्याच्यात त्याच्या अर्थ तेच झालं, की मी तुमच्या बोलण्याशी सहमत आहे. बरोबर. तर या इमोजीचा वापर सगळ्यात जास्त होतो.
हां. बरोबर. हां. हो. ओ! हो. हं.
फॅमिली ग्रुपमध्ये आमच्या.
अ, मी अजून एक गोष्ट बघितलंय, की तुम्ही फार गमतीचं सांगितलं, की कोणीतरी एक अंकल असतो जो असा एकदम स्ट्रिक्ट असतो. गुड मॉर्निंग, गुड नाईट म्हणजे शुभ प्रभातपर्यंत, काहीतरी फोटो पाटवत असतात, की त्यांचा सुविचार सुरू असतात. आत्ताची मुलं जी आहेत ना ते इमोजीचा युज खूप एस्थेटिकली करतात. त्यांचा असा आहे, की इमोजी एस्थेटिक असला पाहिजेत. म्हणजे ती पर्सनॅलिटी बनली आहे त्यांची हो की नाही. मग असा तुम्ही एखाद्या व्यक्ती जर बोललात का, की त्यांचे इमोजी सर्वस्व होतं, त्यांचे शब्द कमी आहेत आणि त्यांचे इमोजी जास्त आहेत म्हणून.
हां, ओ. <chuckles> हो. बरोबर. बरोबर. हो.

ओह! हां.
हां, जी-आय-एफ सेंड करतात मूव्हीजचं, म्हणजे एखादा डायलॉग असते हां, हां जसं काही एखादा मीम सेंड करण्यात आलं तर, त्याच्यावर समोरून रिप्लायमध्ये, तो जी-आय-एफ पाठवून देते. हेराफेरी मूव्हीत मूव्हीमधला एक सीन असतो आणि तो बाबू भैय्या म्हणते की "पैसा ही पैसा होगा." हां, <laughs> तर अ, अशा टाइपच म्हणजे ते ट्रेंड नुसार चेंज होत गेलेलं आहे. हां. आता जसं माझ्या मोबाईलमध्ये एक फीचर आहे, ए-आयचं तर तिथे डायरेक्ट ऑप्शन येते, की तुम्ही एम ए-आयद्वारे जनरेट करू शकता इमोजी तुम्हाला कसं पाहिजे, त्याला टेक्स्टमध्ये सांगावं लागते, की मला असा-असा इमोजी रेडी करून देतो हां, तुरंत तो तुरंत 10 ते 15 सेकंदमध्ये आपल्याला इमोजी बनवून देते आणि मग हां बोला.
हां. <laughs> <chuckles> बरोबर. हं, हं. अच्छा! हो, मग तुम्ही हा फीचर यूज करता का डेली यूज, म्हणजे दैनंदिन जीवनात तुमच्या मेसेजमध्ये? ओह!
अ, हो, हो. मला तर सवय झाली त्याची आणि त्याच्यामुळे तर अजून वर्क लाईफ ईझी झाली माझी, असं बोलायला मला काही हरकत नाही. हो.
अरे वाह! ती कशी?
ती कशी म्हंटलं म्हणजे? तिथे मी टाइप करतो, की मला कशा प्रकारच्या इमोजी पाहिजे.
हं.
आता जसं, एखादा मूव्हीचा सीन तुम्हाला सांगितलं ना, तसंच एखादा कॅरेक्टर त्यामध्ये ॲड करून द्यायचं आणि हां. आणि त्या कॅरेक्टरला पकडून आपण तिथे प्रॉम्प्ट लिहायचा, की मला असा-असा इमोजी रेडी करून दे म्हणून हां. हां. मग आपण तो इमोजी सेंड करायचा आणि मग तिकडून मेसेज येतो, की "हा कुठून आणला तू? कोणत्या ॲप?" हां, "हे नवीन आहे काहीतरी, हा कुठून डाउनलोड केला तू? मला पण सांग. कोणती ॲप आहे?" असे ते समोरचे विचारतात, मग ते वेगळीच मजा असते थोडीशी. मग मी पण खूप शहाणा, मी सांगतच नाही आणि हां, तरी खूप हां. आणि ते खूप जास्त फोर्स करतात ना, तर मग मी कोणत्या पण ॲपची लिंक पाठवून देतो, त्याला का यातून डाउनलोड केला बाबांनो. मग ते पुन्हा विचारतात, "अरे! इथे तर तो दिसूनच नाही राहिला रे, मग काय-काय?" <laughs> काय स काय सर्च करू म्हणते, मी म्हणते ह्याच्यात <chuckles> असं असते ते.
हां. अच्छा. ओह! अच्छा. अ, बरोबर. हां. हे नवीन आहे काहीतरी. <chuckles> हम्म. ओह! भाई साब! सही है <chuckles> काय मित्र आहात तुम्ही? हे काय? <chuckles> बापरे! म्हणजे तुमच्याकडून एखादी लिंक घ्यायची म्हणजे विचार करावा लागेल, मागायचं की नाही? त्या लोकांचा विश्वास बसला उठला असेल तुमच्यावरून हो ना? <chuckles>
ए ए मागायचं की नाही? <laughs> मग ते एकामेकाला सांगतात पण, की हा हा खोटं बोलत आहे, हा बनवून घेते, पण सांगत नाही कुठून केलं यानं तर, असं असते. अरे, त्याच्यात भरपूर काही असते. म्हणजे कोणते पण कॉमेडी ट्रेंडिंगमध्ये, जसं का रामदेव बाबा एखादा योगा करून राहिला, त्याचे सुद्धा, त्याचे सुद्धा आपण स्टिकर बनून सेंड केला जातो.
<chuckles> उम्म. बरोबर. हं. ओह!